नक्कीच आहेत-आहेत. भरपूर क्षणात याच्यासाठी. अ, परत एकदा अ, शहरामध्ये तरी अगदी खूपच सोज्वळ होळी अ, साजरी केली जाते, पण जेव्हा आम्ही लहान होतो, अ, तर गावाकडे असं आहे ना, की प्रत्येक घरामध्ये जाऊन अ, ते गोवऱ्या मागतात आणि लाकूड मागतात किंवा जाळायला तुमच्या घरातलं काही लाकूड द्या असं असतं ते आणि अ, गल्ली गल्ल्या असतात ना गावाकडे, तर प्रत्येक गल्लीची 1 होळी असं अ, आहे गावाकडे आणि अजूनही ती पद्धत आहे तर आम्ही अ, त्या सगळ्या ग्रुपबरोबर आम्हीही जायचो गोवऱ्या मागा, लाकूड मागा आणि ते उचलून आणा आणि एका ठिकाणी ठेवा. <coughs> आणि त्याची व्यवस्थित ठेवण करायची, अ, रांगोळी काढायची, ते होळीची तयारी करायची आणि मग नंतर होळीची पूजा आणि मग घरा त्या गल्लीतले जे कोणी प्रतिष्ठित मोठी माणसं आहेत. अ, त्यांच्यामार्फत अ, अगदी अ, साग्रसंगीत पूजा व्हायची आणि मग ती होळी होलिका दहन व्हायचं आणि अ, होळीच्या भोवती आम्ही फेर धरून नाचायचो लहान मुलं आणि अ, ही अशी खूप मज्जा, मज्जा, मज्जा आणि लोकं ना होळीमध्ये अ, अ, पैसे टाकतात ना. कोणी पैसे टाकतं, कोणी नारळ टाकतं हां, तर अ, ते पैसे दुसऱ्या दिवशी आम्हाला मिळायचे म्हणून आम्ही अ, सकाळी उठल्या-उठल्या होळीकडे धावायचो त्या याच्यात. आणि मग ते राख थोडीशी थंड झालेली असायची आणि ते पैसे गोळा करताना मज्जा वाटायची. त्यावेळेला काही वाटायचं नाही. पण अ, हे हे जे काही असे होळीच्या संदर्भातले आठवणी आहेत, त्या खरंच खूप गोड आहेत आणि बालिश आहेत आणि त्याच्यातलं जे लहानपण आहे ना ते अजूनही अ, तसंच कोरं करकरीत आहे आणि ते खूप सुंदर अ, हृदयाच्या जवळच्या आठवणी आहेत ह्या सगळ्या.
हं, हं. बरोबर. सो हो, बरोबर हां, हां. राइट. हो, हो, हो, राइट. हां. हो. हां, हां. हं. हां, हां, हां. हो, हो. बरोबर आहे अगदी बरोबर. हो, हो. बरोबर.

अ, कसं आहे की अ, प्रत्येक सण आणि प्रत्येक ऋतू साजरा करताना आपल्या घरच्यांबरोबरचा सहवास हा काही वेगळाच आनंद देऊन जातो. अ, कसं प्र दिवाळीला गावाकडे बंब पेटवून ती झालेली पहाटस्नान आणि शहरातलं ते ही हीटरच्या पाण्याचं स्नान नक्कीच त्याच्यामध्ये अ, खूप अंतर आहे आणि ती ती जी गंमत-जंमत आहे गावाकडची ती शहरामध्ये नक्कीच नाही आहे, तर अशा वेळेला आपल्या लोकांबरोबर असणं, हा खरंच खूप आल्हाददायक अ, क्षण असतात आणि अ, कसं आहे, की आता आपण प्रत्येकजण पोटासाठी शहरात आलो आहे, कामाच्या निमित्तानं शहरात आलो आहे, तर अ, कधी-कधी आपल्याला हे त्याग करावे लागतात. अ, गावाकडे नाही जाणं जमलं तरी मन मात्र आपलं गावाकडेच रेंगाळत असतं किंवा जिथं आपलं उगमस्थान आहे तिथेच रेंगाळत असतं. तर अ, शरीरानं असो किंवा नसो, पण आपण मनानं नेहमीच अ, आपल्या मातृभूमीजवळ असतो आणि आपल्याच लोकांमध्ये आपलं मन गुरफटत असतं गुरफटलेलं असतं. तर अ, शहरीकरण जरी झालेलं असलं, शहरी भाग जरी असला किंवा शहरात राहणारी माणसं जरी असली, तरी त्यांच्यामध्ये असणारं लहान मूल हे त्याच्या-त्याच्या मातेशी खूप घट्ट चिकटलेलं असतं, असा माझा ठाम विश्वास आहे.
हां. बरोबर आहे. हां, हां, हां. हो, बरोबर. हां, हां. राइट. बरोबर आहे. हां, हां. हो, हो. हो, हो. बरोबर हो, हो. हां, हां. अगदी बरोबर. राइट.
हो.

हं, अरे वाह! छान, खूप छान. मॅम पण मला अ, असं वाटतं आपला जो आता समजा शहरी भागातला जो हवामान आहे आणि ग्रामीण भागातला जो हवामान आहे आणि म्हणजे आपल्या शहरीमधली जी परंपरा आहे आणि गावाकडची जी परंपरा आहे याच्यामध्ये तुम्हाला असं वाटतं का भविष्यामध्ये म्हणजे काही चेंजस होऊ शकते किंवा याच्यावर आपल्या भरि भविष्यावर काही परिणाम होऊ शकतो का? आपला जो सण सूद जी
हो. हं. हां. हो. अ, परिमाण परिणाम म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेन की बदल तर नक्कीच होत राहतील. अ, प्रत्येक पिढ्यांमध्ये बदल होत राहतात, तसे प्रत्येक क्षण सणांमध्ये प्रत्येक शहरामध्ये बदल-बदल हे होतच राहणार आहेत, कारण शहरीकरण वाढत जाईल, गावाकडे सुद्धा शहरीकरण होईल किंवा आधुनिक सोयी-सुविधा येतील आणि हे जे काही सण आहेत ऋतू ऋतू आहेत यांच्यामध्ये सुद्धा नक्कीच बदल होत जातील. आत्ता सध्या आपण अ, जागतिक अ, प्रमाणामध्ये अ, अ, ज्याला आपण अ, ग्लोबलायझेशनमुळे अ, जे पर्यावरण बदल होत आहेत, ते आपण अ, फेस करतो आहोत. ज्याच्यामध्ये अ, जे बर्फाचे पर्वत आहेत त्यांची उंची कमी होताना दिसते आणि पाण्याची जी लेव्हल आहे, ती वाढलेली दिसते. अ, तर अ, अ, याचा परिणाम नक्कीच अ, आपल्यापर्यंत आलेला आहे आणि याचं कारण आहे झाडं तोडणं, अ, नैसर्गिक हानी. तर अ, जेव्हा मी शहराकडे बघते, तेव्हा हे जास्त प्रमाणात दिसून येतं आपल्याला. आणि व गावाकडून आपण अशा अपेक्षा करू शकतो की गावंच आहेत ज्या अ, ज्यांच्याकडे झाडं खूप आहेत प्रमाणात आहेत. निसर्ग तिथे त्यांनी जपलेला आहे. तर अ, नक्कीच अ, गावाकडे जाऊयात असं म्हणायची परत वेळ आली आहे आणि महात्मा गांधींनी सांगितल्याप्रमाणे गावांचा विकास होणं खरंच अ, गरजेचं आहे, असं मला वाटतं आणि ऋतू बदल हवामान बदल तर खरंच खूपच जास्त आहेत, शहरी भागात सिमेंटची जंगलं आहेत म्हणून अ, तिथे कोणताच ऋतू व्यवस्थित कळत नाही आणि गावाकडे अजूनही अ, खरी-खरी जंगलं आहेत म्हणून प्रत्येक ऋतू अगदी अ, बेंबीच्या डो देठापर्यंत आपल्याला कळतो असं मला वाटतं.
हां, हां. बरोबर. हो, हो. हां, हां. अच्छा-अच्छा. बरोब हो, हो. हो, हो. बरोबर. हां, हां. बरोबर आहे. अगदी बरो बरोबर. <chuckles> राईट. नक्कीच. हां, हां. बरोबर आहे.